असं म्हणतात ना, जेवण हे फक्त अ, पोटासाठी नसतं, तर ते मनासाठीही असतं. तर अ, तुमच्यासाठी असा एखादा खाद्यपदार्थ आहे का? जे कम्फर्ट फूड आपण म्हणतो. जे खाल्लं की तुम्हाला मस्त वाटायला लागतं आणि असेल तर का आहे?
हं. <clicks tongue> हो. म्हणजे मी खूप फूडी आहे. तर मी खूप सारे पदार्थ म्हणजे खाते बाहेर, मला आवडतात भरपूर. पण माझ्यासाठी, म्हणजे काहीही झालं ना, तरी कढी-भात हा माझा अनलिमिटेड बोलतात ना, अल्टिमेट एकदम, ते मी अनलिमिटेड खाऊ शकते आणि अल्टिमेट कम्फर्ट फूड आहे माझं ते. आणि जी माझी आई जी कढी बनवते ना, एक नंबर! म्हणजे एकदम छान! एकदम हलकीशी आंबट, थोडी गोड आणि वरून मस्त अ, फोडणी देते त्याच्यावर. आणि आहा! खूप भारी वाटतं. मला जाम आवडतं ते सगळं.
हां, हां. कम्फर्ट फूड आहे. अच्छा. अच्छा, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही अ, जे अ, म्हणजे लहानपणी असताना एखादा तुमचा आवडता पदार्थ आहे का? म्हणजे लहानपणीपासूनच हा कढी-भात तुमचा आवडता आहे, की लहानपणी दुसरा होता? हं, हं.
हो मला लहान असताना ना, अ, की म्हणजे वरण-भात तर मी खायचीच, पण जसं म्हणतात आई मला सांगते, की तुला अ, दही खूप आवडायचं. म्हणजे मी 4-5 वर्षाची झाल्यावर दही मी खूप खायची. तर मग ते आ जसं की ते घरात बनवायचे ना कढी-भात, तर ते मला भरवायला लागले. तर तेव्हापासून आई म्हणते की तू तुला म्हणजे दही आणि मग ते आपलं कढी, खूप तुला आवडते. म्हणजे माझी आई आणि आत्या एकदम वंडरफुल कढी बनवतात. मला खूप आवडतं ते.
हां. अच्छा. हं, हं. अच्छा. अ, असं कम्फर्ट फूड एक तुम्ही सांगितलत की अ, असे 2रेही खूप सारे कम्फर्ट फूड असतात. अ, नाही का, म्हणजे असं नाही की एकच खाल्ली की तुम्हाला बरं वाटतं. तर असे 2रे काही उदाहरणं, वगैरे देता येतील का तुम्हाला?
हं. हो, हं, हं, हं. हो, नक्कीच, मला वरण-भात पण आवडतं. वरण-भात आणि त्याच्यावर तूप, हे असं असेल ना, ते कॉम्बिनेशन पण मला खूप आवडतं आणि बोलतात ना मी कधी ऑफिसमध्ये असेल, आणि मग मला कंटाळा आला असेल, आणि मी कधी-कधी टिफिन नाही नेला तर मग माझं एकच आहे की मी पिझ्झा खाते. मस्तपैकी, ऑर्डर करून. आणि त्याच्यामध्ये पण हो. खाते, जास्त नाही खात खूप कंट्रोल करते मी, पण थोडं-थोडं कधी-कधी वाटतं ना की खाव असं, थोडं चीट करते मग, 1 दिवस, 1-2 दिवस असं करते.
अच्छा, म्हणजे फास्ट फूड पण तुम्ही खाता म्हणजे, हं. आता तुम्ही म्हटलात, कढी-भात हा तुमचा म्हणजे आवडता हे आहे, कम्फर्ट फूड आहे नाही का? पण अ, ते गरम-गरमच तुम्हाला खायला आवडतं, कारण की ऑफिसमध्ये टिफिन वगैरे नेला, अ, जरसं जसं तुम्ही वरण-भात म्हटलात, पण ते गरम नसतं ना ऑफिसमध्ये. तर तुम्हाला गरम-गरम खायला आवडतं की थंडही चालतं? म्हणजे नॉर्मल.
हं. हां. हं. हं. नाही, माझ्या ऑफ अ, नाही, मला गरमच आवडतं आणि ऑफिसमध्ये आजकाल ओव्हन असतात, आमच्या ऑफिसला ओव्हन आहे. त्याच्यामुळे मग तिथे मी गरम करते मस्तपैकी. म माझा राईस पण मस्त गरम होतो आणि कढी पण होते कारण कढी फुटते त्यामुळे मी हलकीशी, हळू-हळू गरम करते, पण मी ती करते गरम आणि जर वरण असेल तर वरण-भात पण मी छानपैकी मस्त गरम करते आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे पापड पण त्याच्यामध्ये अ, टोस्ट म्हणजे हे करते आणि पापड पण खाते, रोस्ट करून हो, हो, बरोबर, हं.
अच्छा. हां, क्रश करून त्यामध्ये हे करतात हं, हं, अ, म्हणजे असं म्हणता येईल की तुम्हाला गरम-गरमच कढी-भात जास्त आवडतो थंड खाण्यापेक्षा.
हो, खूप जास्त आवडतो.
हं, हं. अ, कॉलेजमध्ये असताना तुमचं एखादं असं आहे का? कम्फर्ट फूड तर आहेच, पण ग्रुपमध्ये एखादा असते बघा, प्रत्येकजण तीच अ तीच डिश वगैरे हे ऑर्डर कर हं, हं.
हां. हं. हो, <chuckles> डिश खात बरोबर. तर माझ्यासाठी अशी डिश म्हणजे चायनीज भेळ, ती अशी मस्त तिखट-तिखट अशी बोलतात ना, खूप अ, तिखट तर भरपूर लागते. पण बोलतात ना, खायचं आहे बाबा, म्हणजे खाणारच मी, तरी तिखट लागली, कितीही ते डोळ्यातनं पाणी आलं, काहीही झालं तरी, ती चायनीज भेळ, ती शेजवान चटणी, एवढी आवडायची ना, भरपूर आवडायची. हां आणि त्याच्यावर मस्त कोबी आणि अ, मस्तच लागायची 1 नंबर, खूप भरभरून खायची मी. रोज म्हणजे ती एवढी सवय झालेली ना मला <chuckles> की, मी ती रोजच खायची असं.
अच्छा. आवड हां, हां, म्हणजे स्पाइसी मसालेदार जे असतात. टेस्ट अ <chuckles> कधी हां, खूप आता अन्न हे पूर्णब्रह्म आहे असं म्हणतो आपण बरोबर. पण कधी-कधी कसं होतं, आपला मूड खूपच खराब असतो नाही का? तर अशा कम्फर्ट फूड तर आहेच, पण खराब मूड म्हणतर अ, तुमची आई वगैरे, तुम्हाला लाडी-गोडी लावण्यासाठी वगैरे, असं काही बनवून देते का? म्हणजे अ, की कढी भातच अ, ती बनवून देते हं, हं.
हो, बरोबर. हं, हं. हं. हं. हं. हो. नाही, एक्चुअली आम्ही कोकणातले असल्यामुळे आमच्याकडे मासे खूप अ, फेमस हां, तर त्याच्यामुळे मासे तर माझे आहेतच फेवरेट म्हणजे ते तर ती ब एकदम अप्रतिम बनवते. अ, म्हणजे तेव्हा मग सुकट भाकरी असू देत किंवा सुकट सुकटीची चटणी असू देत किंवा सुरमईचं कालवण, पॉपलेट असे खूप सारे पदार्थ आहेत. जे आम्ही म्हणजे खातो, बुधवारी आणि रवि संडेला तर आमच्याकडे ते असतंच असतं तर संडे फुल आमचा फिश डे म्हणून आमच्या कुटुंबासाठी तो दिवस आहे, की आम्ही फुल मच्छी वगैरे करतो आणि मस्तपैकी खात असतो आणि छान वाटतं, एकदम संडेच्या वाईब्स असतात आणि मस्तपैकी मच्छी आणि करी त्याची छान वाटते.
आले जातात. हां, हां. अच्छा. अ, कम्फर्ट फूड, जसं तुम्ही सांगितलंत, कढी भात तुम्हाला आवडतो, पण आजकाल कसं झालंय, ऑनलाईन अ, डिलिव्हरीचे जे एप्स निघालेत नाही का? Swiggy झालं, Zomato झालं आणि खूप सारे असे एप निघालेत तर तुम्हाला वाटते का कम्फर्ट फूडचं महत्त्व हे या एप्समुळे कमी झाले, कारण की कम्फर्ट फूड म्हटलं, की ते कुकिंगची जी प्रोसेस असते ना, ती स्वतः बनवणं, ती पण एक कम्फर्ट फूडचा भागच असतो. असं म्हणता येईल, बरोबर?
हं, हं. हो, हं. हं, हं, हं. हं. हं, हं, हं, बरोबर. हो, नक्कीच, नक्कीच. कारण कसं आहे बघा ना, मी हॉटेलमध्येपण अ, खाते कर्ड राईस, पण ते आईच्या हातचं तसं ते नाही लागत आणि जसं तुम्ही म्हणालात, की सोशल मीडियावर आपण बघतो तिथे तिथून देखील मी एकदा ऑर्डर केलेलं, पण मला इतकं नाही आवडलं आणि जसं तुम्ही म्हणालात, की म्हणलं की म्हण जी अ, पद्धत असते आणि आई आपल्यासाठी ते बनवते तर म्हणजे खरंच सांगायचं झालं तर, लहानपणी जेव्हा मी शाळेतून यायचे ना, थकून एकदम तेव्हा फक्त आई म्हणायची, की अ, भात लावलाय कुकरला, आता मस्तपैकी कढी करते, गरम-गरम आणि मग ते असं एवढं छान ना, पटापट असं आवरून, मस्तपैकी, अया वाव! आता आणि मस्तपैकी मग टीव्ही बघत बसणार आणि तर तेव्हाचा तेव्हाचा तो काळ आणि मस्तपैकी गरम-गरम कढी आणि भात खाणार. मला खूप आवडायचं, म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत, एकदम त्या वाफेत असं, जसं जणू मला खूपच छान वाटायचं एकदम आणि ते आठवलं ना, आता मला डोळ्यासमोर चित्रच अ, एकदम जणू आलं. हं, हं, जुन्या आठवणी नक्कीच, त्यामुळे आता देखील मला ती कढी खूप आवडते, कारण ती फक्त माझ्यासाठी कढी नाही आहे, तर ते सगळ्या माझ्या आठवणी देखील त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे मला तर वाटते त्याच्यासोबत मी जास्त जोडली गेलेली आहे आणि माझं ते कम्फर्ट फूड आहे, असं मला वाटतं.
तर हां, हां. हं, हं, हं. <chuckles> म्हणजे हां, हां, हां. आलं माझ्या लक्षामध्ये म्हणजे जुन्या आठवणी तुमच्या ताज्या होत्या डोळ्यापुढे. आणि त्या कम्फर्ट फूडमध्ये तुम्हाला असं वाटतं का जसं म्ह तुम्ही म्हणालात, आईच्या हाताची चव जी असते ना, म्हणजे आपण म्हणतो ना, जो कोणी बनवतो त्याच्या हातामध्ये चव असते. तर आईच्या हातामध्ये चव असते, त्यामुळं तिची दूगिणी चव होते, असं म्हणतात. अ, हे कितपत तुम्हाला बरोबर वाटतं? म्हणजे योग्यच आहे का?
हं. हो ना. बाप रे! हं. हो ना, नक्कीच! नक्कीच, मला तर वाटतं, एकदम 100% योग्य आहे ही गोष्ट, कारण बघा ना, आईच्या हातामध्ये जो बोलतात ना, एक म्हणतात की जेवण जो करतो, त्याचे सगळे जे भाव असतात, ते त्या पदार्थामध्ये उतरतात. तर आई आपल्यासाठी जे काही बनवते ते खरंच खूप छान, एकदम चांगल्या भावनेने बनवते आणि एकदम तिच्या मनात, म्हणजे ते बनवताना आपल्यासाठी, एक बोलतात ना, प्रेम असतं भरपूर सारं तर ते देखील त्यामध्ये उतरलं आणि ए बरोबर.
हां, अच्छा म्हणजे बनवणाऱ्याची भावनाही तेवढीच महत्त्वाची असते असं नाही की बनवतोय पैशासाठी, म्हणजे बाहेर आपण गेलो ते पैशासाठी बनवतात, नाही का?
बरोबर. हम्म, हं. बरोबर, तसं तर नाही होत. तर ती जे बनवते ना तर ते प्रेमदेखील असतं आणि मस्तपैकी आपल्या खायला देखील बघा ना, तिच्या हाताची जी चव त्यामध्ये उतरते. तर मला असं कधी-कधी वाटतं ना, की म्हणजे बघा ना, काही डिश असतात, ते आपल्या पोटासाठी नसतातच, त्या मनासाठी असतात, आणि तो म्हणजे कढी-भात आहे ना, तो माझ्यासाठी तसाच आहे. म्हणजे फुल मन भरून असं माझं मन तृप्त होतं, ते खाल्लं की मला खूप आवडतं.
हां, बरोबर, अगदी बरोबर. आ भात म्हणलं की कार्बोहायड्रेट आले, बरोबर. तर काही जण काय करतात अव्हॉइड करतात असे फूड. तर कधी-कधी असं तुम्हाला वाटतंय का, कम्फर्ट फूड आपण खूपच खातोय, मस्त मजा पण येते, पण त्यामुळे आरोग्यावर पण परिणाम होतो. म्हणजे अ, पोट वगैरे वाढायला लागतं, वजन वाढायला लागतं, तर याबद्दल थोडं सांगा म्हणजे?
हो. कार्ब्स, <sucks teeth> बरोबर, हं. हो, हो. मी वाढतं. हो, हो, हो. बरोबर. <blows air> नक्कीच, कारण का बघा ना, हे कार्ब्स खाल्ल्याने म्हणजे अ, महिलांना देखील कार्ब्स कमी खायचे असतात, तर मला देखील डॉक्टरने सांगितलेलं की कमी खा म्हणून, म्हणजे ब्रा राईस खूप जास्त खाते मी. हां, तर मग मी केलाय म्हणजे, पण मी आता कसं आहे, म्हणजे खाते, <smacks lips> पण म्हणजे ते खाल्ल्याशिवाय मला झोपच येत नाही. त्यामुळे मी थोडा, खूप म्हणजे म्हणतात ना, कमी केला आहे. पण मला ते खाल म्हणजे मी खाते कमी केलाय आहे चालू आणि मेन म्हणजे मी एक्सरसाइज देखील कर करते, रनिंग करते, योगा करते, तर या सगळ्या गोष्टी मला मदत करतात. जेणेकरून हो, जेणेकरून मी भात जेव्हा खाते, त्यामुळं मला असं वाटतं की माझं अ, म्हणजे बोलतात ना, स्वतःला जरा मेंटेन, स्लिम-ट्रिम करून व्यवस्थित ठेवलंय मी. पण मला भात खूप आवडतो, तो मी काही सोडू शकत नाही, असं मला वाटतं. <laughs>
राइस, हां. <chuckles> अच्छा. एक प्रमाण त्याचं कमी केले, पण आहे चालू आणखीन. हे खूप महत्त्वाची आहे गोष्ट, असं मला वाटतं. हं, हं. आणि कार्बोहायड्रेट असं चक्कच सोडलं पाहिजे असं काही नाहीये. फक्त प्रोटीन प्रोटीन पण नाही जमणार ना ते एनर्जीसाठी वगैरे पण लागतं.
हो. बरोबर, बरोबर. बरोबर.
हं, हं, हं. अ, तर यामध्ये अ, काही असं म्हणजे काय म्हणतात? अ, गमती दे गमती देर काय म्हणतात? गमतीशीर नाही गमतीशीर असं काही झालंय का तुमच्यासोबत? म्हणजे कम्फर्ट फूड वगैरे बनवत आहे आणि काहीतरी असं वेगळीच घटना घडली, अनपेक्षित अशी घटना घडली बनवताना, म्हणजे आईसोबतचा एखादा प्रसंग असेल लहानपणीचा किंवा मित्र-मैत्रिणींबरोबरचा?
असं सगळं आहे. हं. हं. अ, नाही. हं, म्हणजे मी जेव्हा हॉस्टेलला होती ना, तेव्हा तुम्हाला सांगते मी अ, मी पण ट्राय केलं. म्हटलं बघूयात जसं आई जसं बनवते तसं कढी बनवूयात आपण. तर मला ते माहितीच नव्हतं मी काय केलं अ, तेल टाकलं त्याच्यामध्ये, अ, ते जिरं, मोहरी सगळं म्हणजे टाकलं, मिरची वगैरे पण टाकली, कडीपत्ता वगैरे सगळं आणि ते जे दही असतं, ते दही मी आधी मस्तपैकी फेटून म्हणजे असं मिक्सरला थोडं हे करून त्याच्यामध्ये थोडंसं म आता मीठ आणि किंचित साखर टाकून मी फेटून ठेवलेलं पण ते मला आई मला बोलली असं टाकायचं आणि मी काय केलं अ, मला काहीतरी काम आलं त्यामुळे मी आईचा फोन ठेवून दिला, म्हणजे मला आईने सांगितलेलं फोनवर आणि मी बघितलेलं देखील पण मला इतकं माहिती नव्हतं, की ते गॅस मी चालूच ठेवला आणि गरम-गरम त्या फोडणीमध्ये ते एकदम दही टाकलं त्याच्यामुळे ते फुटलं सगळं <chuckles> असं झालं हां आणि ते सगळ असं उडलं. पद्धत हां, ती पण महत्त्वाची आहे. तर मी ट्राय केलं आणि मी सगळ्यांना बोललेली की अ, जेव्हा मी हॉस्टेलला होती की म्हटलं, "मी ना आज तुमच्यासाठी मस्तपैकी, जशी माझी आई बनवते तसं आपण ट्राय करूयात बनवायचं आणि मी खूप सारं दही घेतलेलं आणि ते जसं मी टाकलं तर ते पूर्ण फुटलं आणि सगळा माझा मूड ऑफ झाला तेव्हा. पण तरी पण आम्ही खाल्लं ते आणि पण ते छान लागलं. पण ते फुटलेलं होतं थोडंसं ते पण म्हटलं एवढं वाया कसं कर हां.
हां. हं, हं. हां, हां, हां. हां. हां. हां, हां, हं. <chuckles> अच्छा, म्हणजे बनवण्याची पद्धत जी आपण म्हटली, ती पण तेवढी महत्त्वाचीच आहे. हां, हां. हां, अच्छा, अच्छा. म्हणजे आईच्या हाताची टेस्ट आली नाही, पण भूक लागली तर खाल्लंच म्हणजे. <chuckles>
हो. नक्कीच, नक्कीच आणि कसं म्हणजे एवढं अन्न तर वाया घालवू शकत नाही आणि खाल्लं मी पण तेव्हा मला कळालं, की आईची म्हणजे आईच्या हातची चव किती महत्त्वाची असते आणि आई, की बाबा, घरी कसं आपल्याला आयत भेटतं, त्यामुळे कळत नाही आणि अ, बाहेर गेल्यावर या गोष्टी सगळ्या समजतात, असं मला वाटतं.
अ, कधी असं झालंय का? म्हणजे आपण अ, फूड वगैरे भारतामध्ये तर खातोच. पण आजकाल कसं डिजिटल जमाना झाला आहे बरोबर? सोशल मीडियाचा वगैरे आणि ऑनलाईन तर तुम्ही बघितलं असेल खूप Youtubeवर वगैरे खूप सारे असे अ, चॅनल्स आहेत कुकिंग चॅनल्स तर या, चॅनलमुळे तुम्हाला वाटतंय का अ, एक ट्रॅडिशनल डिशेस वगैरे जे असतात त्याकडे अ, कल जो आहे माणसांचा तो आणखीन वाढला आहे?
हं. हं, हो. हं, हं, हं. हं. हं, बरोबर.
तर त्याबद्दल थोडं काही सांगा, म्हणजे कसा वाढलाय?
नक्कीच, बघा ना काही-काही जे क्रिएटर्स असतात किंवा काहीजणं असतात ते खूप छानपैकी फा म्हणजे सीफूड असतं, त्या गोष्टी बनवतात. आणि काहीजणं असतात ते म्हणजे बनवतात सगळ्याच गोष्टी जसं, की नॉर्मल बेसिक फूड असतं जे आपण रोजच्या अ, जीवनामध्ये त्याचा आपण वापर करतो. तर मग त्या गोष्टी ते इतक्या छानप्रमाणे सांगतात आणि त्यांचं प्रेझेंटेशन वगैरे खूप छान असतं. त्यामुळे काय झालं लोकांना देखील इच्छा झाली की आपण देखील अ, या गोष्टी बनवू शकतो आणि त्या कशा झटपट किंवा त्यांच्या ट्रिक्स असतात, टिप्स असतात त्या सगळ्या ऐकून, बघून आजकाल सगळी मला तर वाटते, जे कॉलेजला जातात ते देखील लोकं, जे हॉस्टेलला राहतात किंवा ज्यांचं नवीन लग्न झालंय, ज्यांना जेवण येत नाही, तर असा सगळा यूथ आहे; ते सगळे जण मला तर वाटते की, त्या गोष्टी बघून ते त्या म्हणजे रील्स बघून शिकत आहेत असं. तर नक्कीच त्याचा फायदा देखील होतोय. हम्म.
हां. हं, हं. टिकता आहेत. अ, जसं आपण कम्फर्ट फूड बद्दल बोलतोय, तर हे कम्फर्टफुल नावाचंही असं काही कन्सेप्ट वगैरे असतो असं तुम्हाला केव्हा लक्षात आलं? म्हणजे, अ, लहान असताना लक्षात आलं, की कॉलेज मध्ये गेल्यावर? असंही काही असतं म्हणजे, जे खाल्लं की आपलं मन वगैरे शांत होतं. नाही का?
हं. हो, हो. बरोबर. तर ते मला कळालं मी हॉस्टेलला असताना, जेव्हा मी आधी मी शिकायला बाहेर होती. आणि जेव्हा मी घरी यायची आणि मग तेव्हा मला आठवायचं, अरे काय नाही तर, ॲटलीस्ट अ, आईच्या हातची कढी तरी तेवढं तरी मिळालं असतं? आणि काय झालं? मी जेव्हा हॉस्टेलला होती ना तेव्हा माझ्या तिथे एक मेस होती, अन्नपूर्णा नावाची. तर तिथे कढी मिळायची आणि ते मला कशी सवय होती, कढी भरपूर खायची सवय होती आणि मग तिथे कसं असायचं, जरा मोज-माप असायचं. त्या मोजून-मापूनच तुम्हाला ₹30ला एकदम छोटीशी प्लास्टिकची पिशवी असते ना हो. हां लिमिटेड असतं. अनलिमिटेड
हं. हां. अच्छा. हं, हं, हं. हं. अरे वाह! हां, हां. हां, हां, हां. हे पण आ प्रॉब्लेम येतो, म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे बाहेर खातो आपण, ते लिमिटेड असतं, आणि घरी कसं आपलं अनलिमिटेड मन-मोकळेपणानं, जितकं पाहिजे तितकं आपण खाऊ शकतो. हं, हं, हं.
खाऊ शकतो आणि मग ती चवीत चव देखील थोडीशी वेगळी असते आणि मग तेव्हा आपल्याला सगळ्या आठवणी येतात. आपल्या घरात घरातल्या, मग सगळे प्रसंग आठवतात. हम्म.
हां, म्हणजे आपण म्हणू शकतो अ, एक प्रकारचं नोस्टेलजीक जे म्हणतो आपण ते फिलिंग तुम्हाला यायला लागतं, मागच्या आठवणी तुमच्या ताज्या व्हायला लागतात, बरोबर?
बरोबर. हं. हो, बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि मग असं वाटतं की खरंच हे आपलं कम्फर्ट फूड आहे आणि तिथे त्या सगळ्या आठवणीच आहेत आपल्यासाठी. आणि त्या म्हणजे म्हणतात ना मनासाठी त्या डिश आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाली, त्या पोटासाठी नसतात त्याने मन आपलं मन देखील आपलं भरतं आणि ते तृप्त करतं त्यामुळे कढी-भात असंच आहे माझ्यासाठी, असं मला वाटतं.
अ आणि कधी तुमच्यासोबत असं झालंय का? म्हणजे खूप आपण दुःखी वगैरे झालो, क कम्फर्ट फूड तर आहेच मन शांत करण्यासाठी पण इमोशनल ईटिंग ज्याला आपण म्हणतो, खूप सारं खातोय म्हणजे म्हणजे अ, राग आलाय कशाचा तरी, मग राग आला तर आपण खातो बघा, म्हणजे अ, राग शांत करण्यासाठी म्हणा. हं, हं.
हं, हं. हो, हो. हं. हो, त्यासाठी माझ्या असं हां, तर त्याच्यासाठी माझा एक म्हणजे ते ते पण जंक फूड आहे हां. तर ते म्हणजे आहे बर्गर. मला बर्गर आवडतो मॅकवेजी बर्गर मी खाते आणि तो एवढा खाते विथ चीज तर ते एवढं मी खाल्लं कधी-कधी मला हां. <chuckles>
अच्छा. हं, हं. हं. हां, म्हणजे चीज बर्गर म्हणजे आ आपल्याला राग वगैरे आला किंवा जसं म्हणतो इमोशनल असलं तर आपण कशाचा विचार करत नाही म्हणजे कार्बोहाइड्रेट आहे का? चीज आहे फॅट आहे. <chuckles> काय घेणं देण
बरोबर. इमोशनल <chuckles> बरोबर, काय खातोय त्या गोष्टीचा प्र हेच ना चीज वगैरे सगळं खाते. आणि मग म्हणून मी विचार करते, की जेणेकरून मला राग येणार नाही. मी शांत राहील आणि मला ज्या आवडणाऱ्या गोष्टी खाईन, जेणेकरून मी फास्टफूडकडे वळणार नाही आणि ते कसं फास्टफूडचा वास येतो आणि मग आपल्याला क्रेव्हिंग होतं आणि मग त्या गोष्टी खाव्याशा वाटतात, असं वाटतं.
हां, खूप मस्त माहिती दिली तुम्ही आणि कम्फर्ट फूडबद्दल सांगितलत. कशी आहे तुमची बनवायची. आणि <chuckles> तुमची जी फसगत झाली होती हॉटेलमध्ये ती पण तुम्ही सांगितलत मस्तपैकी नाही का. अ, खूप-खूप धन्यवाद माझ्यासोबत बोलल्याबद्दल आणि आपण नक्कीच पुन्हा भेटूया.
हं,. <chuckles> हो, हो. हो. नक्कीच-नक्कीच. मला देखील खूप मजा आली. या सगळ्या अ, तुमच्यासोबत गोष्टी शेअर करून, एकदम आठवणींचा म्हणतात ना, सगळ्या जुन्या आठवणी आठवल्या आणि मला आता नक्कीच, मला असं वाटतं आता परत एकदा जाऊन खाऊ का काय. कडी भात असं वाटायला लागलंय. नक्कीच पुन्हा भेटू आपण धन्यवाद.
झाला म्हणजे.